ऑनलाईन शेमिंग विषय इतका संवेदनशील आहे. तितकाच आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्याचा भाग झाले. एका छोट्याश्या क्लिपमुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे लोक सेकंदात ट्रोल होतात, मीम्स बनवतात आणि पूर्ण जग त्याच्यावर बोट ठेवतं. तर मग तुम्हाला काय वाटतं, की हे ऑनलाईन जी शेमिंग आहे ती इतक्या सहजासहजी कशी पसरते? आणि ती जर पसरत असेल, तर मग एखाद्याला बेकार तरीक्येने ट्रोल केलं जातं. ते कसं? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
हो. ऑनलाइन ट्रोलिंग अ, हा खूप कॉमन विषय झाला आहे आजकाल नाही का म्हणजे शेमिंग वगैरे जे आपण म्हणतो आणि ह्याचं अ, मूळ कारण किंवा मेन कारण जे आहे, ते आहे, स्क्रीनच्या मागं बसून अ, काहीही बोलू शकतो आपण नाही का. आता वैयक्तिकमध्ये जाऊन जर तुम्ही एक दुसऱ्याला काही बोलत असाल, शिव्या घालत असाल, तर पुढचा नक्कीच तुम्हाला दोन शिव्या आणखीन देणार किंवा तुम्हाला मारूही शकतो. नाही का, पकडून. पण आजकाल कसं झालं आहे, अ, जे प्रायव्हसी प्रायव्हसीच्या नावाखाली खूपच अ, एप्स वगैरे आलेत आणि नेमकं अकाउंट हे कोणाचं आहे, हे पण कळत नाही ना तर ह्यामुळेही जे ट्रोलर्स असतात, जसं तुम्ही सांगितलं तर हे ट्रोलर्स काय करतात त्यांचं कामच असते. काही-काही तर असे असतात, की म्हणजे त्यांचं एक अकाउंटच असं बनवलेलं असतं त्यांनी मुद्दामून जे म्हणतो ना आपण वेंट आऊट करण्यासाठी म्हणजे अ, ऑनलाईन जायचं अ, मनातली भडास काढायची कुठेतरी नाही का पोस्टवर वगैरे म्हणजे त्यांचं काही घेणं-देणं नसतं, त्या पोस्टवाल्याशी. काहीतरी निगेटिव्ह, नकारात्मक बोलायचं. त्यांना सवयच असते समजू द्या, एक प्रकार.
हो. हं, हं. बरोबर. <chuckles> हो ना. बरोबर. बरोबर. हं, हं. हां. हो, हो. <chuckles> हां ना. बरोबर.
तर, कारणं मी सांगेल अ, मेन कारण तर हेच आहे की अ, अ, आपण म्हणतो ना? कोण आहे नेमकं ह्याच्यामागे इननोनिमिटी म्हणतो बरं का. म्हणजे त्याच्यामागे कोण आहे, का आहे ते माहीत नाही आपल्याला.
हं, हं. बरोबर.
तर त्यामुळे ह्या ट्रोलर्सला काय वाटतं माहिती आहे का? म्हणजे आपल्याला कोणीही ओळखू शकत नाही किंवा पकडू शकत नाही, ट्रॅक करू शकत नाही. बोलून सहज आपण अ, काहीही म्हणजे निघून जाऊ शकतो किंवा पुढच्याला ब्लॉक करू शकतो असं. हे एक झालं, आणि कीबोर्ड मागून बसणं आणि स्क्रीनच्या मागून अ, आपण एक शब्द आहे ह्यांना बघा हे ट्रोल वगैरे करतात ना किंवा भांडण वगैरे करतात बघा ऑनलाईन. तर ह्या व्यक्तींना एक शब्द आहे कीबोर्ड वॉरीयर्स म्हणून म्हणजे कीबोर्डवर बसून वॉर करतात हे नाही का? पट, पट, पट, पट टाइपिंग करून.
नक्कीच ना. हो, हो. हं. <chuckles> हो, हो, बरं फटाफट टाइप करून आणि सगळं मग ते एखाद्याशी मनातलं काय आहे ते बोलून टाकायचं एकदाचं.
हां, आणि ते मनातली कुठेतरी भडास समजा एखादा दिवस चांगला गेला नसेल एखाद्याचा. अ, बॉसचा वगैरे समजा आणि भांडण झाले बॉससोबत. तर येतात ऑनलाईन. आणि कोणीही समजा एखाद्यानं पोस्ट केले आणि त्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे मी मॅनेजर आहे कुठल्यातरी कंपनीचा. अमुक-अमुक कंपनीचा. तर त्याच्या पोस्टखाली जाणार ते. आणि मस्त शिव्या घालून मस्त म्हणजे बॉस असं इमॅजिन करणार, की तो बॉस आहे आपला. आणि मग सगळी भडास काढणार त्याच्याखाली नाही का? काय म्हणजे काहीही नकारात्मक लिहिणार, शिव्या वगैरे घालणार आणि डिमोटिवेट करण्यासारखं असं काहीतरी लिहिणार, असं त्यांचं असतं. ऑनलाईन जे असतात. शेमिंग वगैरे करतात ते.
<chuckles> बरोबर. हं, हं. <chuckles> बरोबर. हो. हो. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. पण मग तुम्हाला असं वाटतं का की अ, तुमच्या मते हे ऑनलाईन शेमिंग इतकं पटकन का पसरतं. म्हणजे लोक इतक्या सहज एखाद्यावर बोट कसं काय ठेवतात. तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हां, हां. कसं ठेवतात म्हणजे बघा आता खूपच सोपं झालं ना, सोशल मीडियावर आणि अ, आजकाल काय झालं माहिती आहे का. कोणतंही कंटेंट जर व्हायरल करायचं असेल ना, तर एक नवीन ट्रेंड निघाला आहे म्हणजे कोणत्याही अ, काय म्हणतो आपण. पॉप्युलर अ, कंट्री जी आहे म्हणजे इंडियाचंच उदाहरण घ्या. इंडियाच्या अ, कल्चरला जेव्हा स्ट्रीट फूड वगैरेचे तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले असतील. म्हणजे खूपच अ, आ अनहायजेनिक आहे असं वगैरे स्प्रेड केलं जातं खूप अ, ऑनलाईन आणि हे का केलं जात याचं कारण तुम्ही समजा ह्याच्यामागचं. कारण हे आहे, की त्यांना माहिती आहे इंडियामधलं ऑडियन्सचा बेस खूप आहे नाही का, म्हणजे खूप जणांकडं अ, जवळपास अ, 70% to 80% जणांकडं मोबाईल वगैरे आहेत. 150 करोड पैकी. तर एवढं मोठं सोशल मीडियाचे अ, अकाउंट्स आहेत. तर त्यांना काय वाटतं आपलं कंटेंट कुठेतरी व्हायरल व्हायला पाहिजे. म्हणून म्हणून ते काय करतात माहिती आहे का, एखाद्या कम्युनिटीला ट्रोल करायला लागतात. शेमिंग करायला लागतात किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलला पण धरून शेमिंग वगैरे करायला लागतात. नाही का. तर हेच कारण आहे आणि शेमिंग जेव्हा करतात आणि जेव्हा अ, खूप सारे लोकं त्याला बघतात ना, त्या पोस्टला वगैरे आता ऑब्व्हियसली आपले भारतीय लोकाचे वंशाचे जर बघतील, तर आपल्याला राग वगैरे येईल नाही का, तर
हां, हां. बरं. हं, हं. हो, हो. बरोबर. हो. नक्कीच. हं, हं. बरोबर. हां, हां. हो, हो, बरोबर.
आपण त्याला रिऍक्ट करणार, पोस्टमध्ये कमेंट वगैरे करणार आणि सोशल मीडिया हां, हां, चालू असतं. आणि सोशल मीडिया अशाप्रकारे डिझाइन केलेला असतो, ज्या पोस्टवर जास्त कमेंट्स किंवा व्ह्यूज येतील, तो व्हायरल होतो. अल्गोरिदम जो असतो ना, त्याला सपोर्ट करतो. मग हे तुम्ही लक्षात घ्या आता तुम्ही रिऍक्ट करताय, मग त्यांना काय वाटेल. ट्रोल तर आहे पोस्ट आणि ते फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये येतं ट्रोलिंग म्हणजे नाही का? पण अ, अ, लिमिटमध्ये पाहिजे ट्रोलिंग, असं नाही की रेसिस्ट वगैरे खूप कमेंट्स केल्या, तसं नाही चालत आणि आणि हे अ, कुठेतरी प्रोमोट होतं आणि व्हायरल व्हायला लागतं. म्हणूनच ते एवढ्या सहजपणे प्रसर पसरते आणि मिलियन्स ऑफ व्ह्यूज अ, येतात त्याच्यावर. तर तुम्ही बघा कोणतेही अ, जास्त पोस्ट वगैरे असतील ना व्हायरल, आजकाल तुम्ही फक्त इंडिया टाकलं Twitterवर जाऊन आणि काहीतरी इंडियाबद्दल अ, निगेटिव्ह टाकलं ना, तुम्हाला हजारो, लाखो म्हणजे पर 10-15 मिनिटाला असे पोस्ट दिसतील. त्यांचं इंटेंशन हेच असतं, की एक तर कंट्रीला त्या बदनाम करायचं. आणि आणि दुसरं असतं की रिवेन्यू त्यांना भेटतो खूप सारे एंगेजमेंट भेटल्यावर कसं भेटणार? अ, जेव्हा निगेटिव्ह काही टाकलं इंडियन्स त्याला रिप्लाय करणार डेफिनिटली नाही का? मग रिप्लाय केल्यावर त्यांचे-त्यांचे भांडणं होतात मग फॉरेनर्सचे आपले नाही का मग
हो ना. हे चालूच असतं दिवसभर. सोशल मीडिया म्हणजे कितीतरी पोस्ट आपण बघतो. हं. हं, हं. बरं. हां, हां. अच्छा. हं. बरोबर. हो. नक्कीच. हं, हं. नक्क बरोबर. हं, हं. हो, हो. बरोबर. हो आणि त्यामुळे मला आता, बरोबर. म्हणजे होतच एकंदरीत म्हणजे हा अल्गोरिदम आणि
हां. होतातच कमेंटमध्ये. मग तेच ना कीबोर्ड वॉर होतात. आणि मग ते व्हायरल? हां.
हो, म्हणजे अल्गोरिदम आणि अनहोनी आणि जी गर्दीची मानसिकता आपण म्हणू शकतो. तर ह्याचा एकंदरीत मोठा वाटा आहे. हो.
आणि आज अल्गोरिदमला हेच पाहिजे. सोशल मीडियाला हेच पाहिजे ना कंटेंट एंगेजिंग झालं पाहिजे. ते एंगेज होतात एक दुसऱ्यासोबत नाही का?फाइटिंग म्हणजे आर्ग्युमेंट करतात. मग ते कुठेतरी व्हायरल होतं. असं होतं.
नक्कीच, नक्कीच. हं, हं. बरोबर. पण मग असं तुम्हाला कधी लक्षात आलंय का? म्हणजे एखादा छोटासा व्हिडिओ किंवा क्लिप किंवा पोस्ट अचानक असं व्हायरल होतं आणि लोक त्यावर तुटून पडलेत. अशी कोणती तुम्हाला म्हणतात ना, पोस्ट माहिती आहे का? म्हणजे असा भडक मोड कशामुळे लागतं तुम्हाला असं वाटतं?
अशा खूप साऱ्या क्लिप्स आहेत नाही का, अ, कोणीतरी एक टाकलं होतं अ, एक व्हिडिओ टाकला होता, असा आइसक्रीम वगैरे कोणी विकतंय नाही का आणि त्याच्या आईस्क्रीम म्हणजे गोड पेय होतं कोणतं तरी आणि त्याच्या बाजूला खूप साऱ्या मधमाश्या अशा घोंगावतायेत नाही का? आणि ते मधमाश्याचं असं सेपरेट करून-करून ते कोल्ड ड्रिंक ते बनवून देत होतं कस्टमरला आणि कस्टमर घेत पण होते आणि पीत पण होते. तर हा व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. हा भारतातला व्हिडिओ आहे म्हणून असं कोणीतरी टाकलं होतं का फॉरेनच्या ह्याने आणि त्याचं इंटेंशन एकच होतं, तो इन्फ्लुएन्सर आहे बरं का आणि इन्फ्लुएन्सर इंटेंशन काय असतं हे खूप माझं व्हायरल व्हावं, मिलियन्स ऑफ 100 मिलियन्स व्ह्यूज यावो. जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त इंगेजमेंट, जेवढं जास्त इंगेजमेंट तेवढे जास्त अ, हे मॉनिटायझेशन झालेलं असतं, इन्कम नाही का?
बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हं, हं. हं, हं. बरोबर.
तर असं व्हायरल केलं मग नंतर अ, इंडियावाले तर रागावलेच ते रे अ, एंगेज केलं की असं, असं आहे आणि तसं, तसं आहे. आणि कधी-कधी काय होतं की एका पर्टिक्युलर अ, अ, मर्यादेनंतर आपणही ॲज अ भारतीय डिफेंड नाही करू शकत नाही का? कारण की काही-काही जागी असा सिव्हिक सेन्स असतो भारतातल्या लोकांचा म्हणजे अ, सांगूनच फायदा नाही आणि आपण त्याला डिफेंडच नाही करू शकत त्याला. नंतर असं लक्षात आलं की ती पोस्ट जी होती, ती आपली नव्हतीच तर ती बांगलादेशमधली होती. आणि बांगलादेश, पाकिस्तान नेपाळ यांचे आपली खूप सिमिलॅरिटी आहे ना भारतामध्ये. तर असे बदनाम करतात आणि भारताचं नाव का टाकतात ते तुम्ही लक्षात घ्या. कारण की भारतामध्ये खूप जास्त युझर बेस आहे आणि इंटरनेट खूप स्वस्त आहे इथं नाही का. हां, दुसऱ्या देशांमध्ये एवढं नाही आहे.
बरोबर. नक्कीच, नक्की. हो. हो, हो. बरोबर. <chuckles> स्वस्त आहे आणि लोकांना अशी सवय झाली, की बाबा कोण काय बोललं, की मग आम्ही बघतो असं झालं लगेच आपलं तो कीबोर्ड वार चालू होतो.
हां. हे बघा 2च कंट्री पॉ पॉप्युलर कोणती आहे म्हणजे मोस्ट पॉप्युल अ, पॉप्युलस कंट्री म्हणजे जास्त लोकसंख्या असलेला चायना होता आधी, इंडियाने ओव्हरकम केलं. चायनाबद्दल ते काही टाकू शकत नाहीत, म्हणजे टाकू शकतात व्हायरल करण्यासाठी. पण चायनाच्या इथे सगळं ब्लॉक आहे ना, Facebook ब्लॉक आहे, Twitter ब्लॉक आहे. <chuckles> अ, मग अ, हां, मग ते टाकून काय कुठे फायदा होणार. तुम्हाला चायनाबद्दल काहीच नाही दिसणार हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यांचा इंटेन्शन फक्त एवढाच असते व्हायरल करायचं, आमच अकाउंटची ग्रोथ करायची, फॉलोअर्स मिळवायचे आणि इन्कम कमवायचं. एवढंच त्यांचं इंटेन्शन असतं म्हणून एवढ्या सहजासहजी ते कुठेतरी व्हायरल होतं आणि मी म्हणेल यामध्ये कुठेतरी भारतीयांचाही तेवढाच दोष आहे. अशी एखादी पोस्ट वगैरे दिसली, तर तुम्ही त्याच्यात एंगेज नका होऊ ना. कुठेतरी जा आणि त्याला रिपोर्ट मारा तुम्ही अ, काहीतरी म्हणजे अ, निगेटिव्ह हे करतंय आणि नीड ह्याला एक कम्युनिटी नोट म्हणून असते कम्युनिटी नोटची तुम्ही रिक्वेस्ट करा. म्हणजे जसं उदाहरण सांगितलं बांगलादेशचा व्हिडिओ धरून भारताला बदनाम करत आहे. तर मग तुम्ही कम्युनिटी अ, नोट जर आली ना त्याच्यावर, मग काही कालावधीनंतर ते अकाउंटच सस्पेंड होऊन जातं. तर असं करायचं ना आपण म्हणजे रिएक्ट नका करू त्याला आणि अ, चांगल्या गोष्टीला तुम्ही रिएक्ट करा जे पॉझिटिव्ह भारताच्याबद्दल दिसतंय तुम्हाला ऑनलाईन. ते तुम्ही शेअर करा.
बरोबर. <chuckles> पण हो, हो. बरोबर. त्यामुळे काही त्यांना चान्सच नाहीये. मग राहायला कुठला, तर इंडिया, भारत. बरोबर. हं, हं. बरोबर. हो ना. हं. हो. नक्कीच, नक्कीच. पण मग तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे बघा ना अ, आपल्या मराठी आणि अ, भारतीय संस्कृतीत आपण खूप महत्वाची एक आपली लाइन असते की ती म्हणजे लोक काय म्हणतील? अ, किंवा अजून एक दुसरं आहे की कुटुंबाची इज्जत. अशा गोष्टी ज्या आहेत, त्या खूप खोलवर आहेत आणि या सगळ्यांमुळे जे शेमिंगचं प्रमाण वाढत असं आहे, असं तुम्हाला वाटतं का एकंदरीत?
हां. काय म्हणतील आता, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. <chuckles> नाही का? ऑनलाईन एवढं सिरीयस नाही घ्यायचं आपण कोणत्याही गोष्टीला, अ, जेवढं आपण पर्सनलमध्ये घेतो. कारण की बसलेले असतात, जसं मी सांगितलं, खूप सारे अकाउंट्स तर असे असतात म्हणजे म्हणतो ना बॅकअप अकाउंट्स असतात त्यांचे. म्हणजे त्यांनी बनवलेच त्याच्यासाठी असतात की ट्रोल करणार. म्हणजे मेन अकाउंट त्यांचं वेगळं असतं. मेन अकाउंटहून जेव्हा येतील ना, मस्त छान-छान गप्पा मारतील, चांगल्या-चांगल्या पॉसिटीव्ह सकारात्मक पोस्ट टाकतील. अ, पण हे असं हिडन अकाउंट असतं किंवा बॅकअप अकाउंट असतं, जे वेन्ट आऊट करण्यासाठी म्हणतो ना आपण, मनातलं भडास काढण्यासाठी. तर ते असल्या अकाउंटहून येतात मग असला काहीतरी धिंगाणा करून जातात, नाही का, ऑनलाईन. मग आ आपण काय काळजी घ्यायची? असे अकाउंट आपल्याला तेव्हाच ओळखू येतात. असे अकाउंट न नवीन-नवीन असतात बनवलेले, त्यांचे फॉलोअर्स वगैरे नसतात, प्रोफाईल वगैरे काही नसते ऍड केलेलं, बायो वगैरे काही लिहिलेलं नसतं. हे असेच अकाउंट्स असतात टाइमपास. त्यांना एवढं सीरियस नाही घ्यायचं. ब्लॉक करून टाकायचं. जर कोणी तुमच्या चांगल्या मेन अकाउंटवर येऊन तुम्हाला अ, निगेटिव्ह, निगेटिव्ह काहीतरी टाकतंय, नकारात्मक बोलते पोस्टमध्ये, तसं मुद्दामून तुमचं अटेंशन सीक करायचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला रिप्लायच द्यायचा नाही. रिपोर्ट करायचं, ब्लॉक मारायचं डायरेक्ट ना. हया आपण गोष्टी करू शकतो.
<chuckles> बरोबर. नक्कीच. बरोबर. हं, हं. हो ना. हं, हं. हो. बरोबर. हो. बरोबर. हो ना. टाइमपास करतात. हो ना. हो. बरोबर. नक्कीच. पण मग तुम्हाला असं वाटतं का, की कधीतरी तुम्ही असं ऑनलाईन शेमिंग झालेल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला आपण कशाप्रकारे साथ देऊ शकतो किंवा काही प्रॅक्टिकली काम करणाऱ्या पद्धती आहेत का, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?
ऑनलाईन काम करणाऱ्या अ, व्यक्तींसाठी का?
हां, म्हणजे बघा ना ज्यांना शेमिंग झालेलं आहे की ऑनलाईन शेमिंग झालेल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला आपण कस स्वतः अ‍ॅज अ, नागरिक म्हणून कशाप्रकारे साथ देऊ शकतो, तर याच्याबद्दल तुम्ही तुम्हाला काय वाटतं?
अच्छा, अच्छा. हं, हं. हां, अ‍ॅज अ, नागरिक आपण कायच करू शकतो. त्यांना आता ट्रोल झाले समजा कोणी अ, आणि स्वतःवर पर्सनलवर घेतात त्यांना समजून सांगा ना तुम्ही, की अरे एवढं सीरियस नको घेत जाऊ यांना आणि जो कोणी आहे. त्याला मग शोधावं लागेल ना, कोणी केलंय नेमकं आणि काही-काही ट्रोल्स असे ठीक आहे नॉर्मल जोक्स असे अ, म्हणजे म्हणतो ना चालतात तेवढे. पण काही-काही वेळेस कसं होतं की खूपच अ, जास्त अ, ट्रोलिंग होतं, शेमिंग होतं आणि ते जे वाचतोय तो व्यती केव्हा-केव्हा टोकाचं पाऊल उचलते आणि सुसाईड वगैरे करतात नाही का? मग अशी एखादी सीरियस केस वगैरे असेल तर मग अ, नक्कीच आपल्याला कुठेतरी मग सायबर क्राईम किंवा आपल्या भारतामध्ये खूप सारे आय-टी चे ॲक्ट आहेत अ, जसं 66 ए आहे त्या अ, अंतर्गत मग त्यांच्यावर अ, ट्रॅक वगैरे केलं जातं की नेमकं कोणाचं अकाउंट आहे आणि मोबाईल नंबर वगैरे कोणता लिंक आहे. मग ते ट्रॅक करून मग त्यांच्यावर कारवाई केली जाते असं आहे आणि ॲज अ, सोसायटी किंवा समाज म्हणून त्यांना एवढंच सांगेन काळजी घ्यायचं आपण काय करणार ना? ॲज अ, सोसायटी किती सांगून-सांगून घरचे त्याला समजावून सांगतील, की अ, हां, बाबा असं करत नको जाऊ, मनावर नको घेत जाऊ. तूच बनवला अकाउंट, तूच बनवलं आहेस, तूच पब्लिकमध्ये टाकतय आणि तूच ट्रोल झाला तर मग त्याची जिम्मेदारी स्वतः पण तुम्ही घ्यायला पाहिजे कुठेतरी हां असं रँनडमली येऊन कोणी तुमच्या अकाउंटवर टाकते, तर मग तुम्ही हे करा ना, तुमची प्रायव्हसी तुम्ही चेंज करा तुमची, फक्त फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा नाही का? पब्लिकली टाकून तुम्हाला काय भेटणार आहे? हां, इन्फ्लुएन्सर वगैरे असाल तुम्ही खूप मोठे, तर तुम्ही सेपरेट अकाउंट ठेवा. म्हणजे इन्फ्लुएन्सिंगचं मेन अकाउंट वेगळं आणि साधं पर्सनल लाईफचं वेगळं ठेवा असं करू शकता तुम्ही.
नाही. हं, हं. बरोबर. हो. हं. बरोबर. हं, हं. हो. हो ना. बरोबर. नक्कीच, नक्कीच. तर मग ठीक हे. बरोबर. नक्कीच, नक्कीच. पण मग तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये असं प्लॅटफॉर्म, काय कायदा आणि समाजात तिघांनी मिळून कोणतीच पावलं उचलली, या बॉडी शेमिंगच्या प्रकरणात, तर मग काही त्रास कमी होऊ शकेल का, तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हां, हां. अ, हो, त्रास तर होईलच ना. आणि पाऊलं उचलला उचलायची असेल, स्वतःची काळजी घ्यायची असेल अशा शेमिंगपासून वाचण्यासाठी, तर मी म्हणेल अ, अ, म्हणजे कोणताही रिप्लाय वगैरे करताना अ, काय पुढचा व्यक्ती म्हणतोय. जर निगेटिव्ह वाटतं असेल तर रिप्लायच करू नका आणि डायरेक्टली त्याला अ, आधी म्हणजे खूपच ट्रोल करतोय, म, निगेटिव्ह. म्हणजे असं केस वगैरे करायची असेल त्याच्यावर समजा एवढं ट्रोल करतोय, मागचं लागलाय, काय-काय असतात स्टॉक वगैरे करतात, त्यांना ब्लॉक करा एकतर आणि स्क्रीनशॉट
हं, हं, हं. हो, हो, बरोबर. बरं. <chuckles> हो, हो ना. असे असतात. महिलांना तर खूप त्रास होतो या गोष्टींचा कधी-कधी.
हां, हां. पहिले त्यांचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही आणि रिपोर्ट मारा आणि ब्लॉक करा. आणि तरी पण दुसरं अकाउंट बनवून येतो बघा तो म्हणजे कधी-कधी. तर ब्लॉक केला दुसरा, मग असं स्टॉकिंग वगैरे करत असेल हां, स्टॉकिंगमध्ये केस होतो. मग आय-टी एक्ट नुसार त्याच्यावर नक्कीच क्रिमिनल अ, इंटिमेशनची कारवाई होऊ शकते. तर तुम्ही त्याला नक्कीच अ, रिपोर्ट करा. आणि सायबर दोस्त म्हणून आहे Twitterवर, किंवा वेबसाईट पण आहे त्याची डायरेक्ट त्यांना रिपोर्ट केलं ना, डायरेक्ट ते ट्रॅक करतात. असं नाही की सोडून देतात. ट्रॅक करतात, शोधून काढतात नाही का कोण आहे तो, आणि लगेच माफी वगैरे मागायला लावतात. नाहीतर कोर्टामध्ये जाऊन पनिशमेंट देतात त्याला.
हं, हं. बरोबर. नक्कीच. हं, हं. अरे वाह! खूप छान. हो, हो, बरोबर. नक्कीच. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर केलीत, की ऑनलाईन शेमिंगवर आपण काय-काय प्रकारे, काय-काय गोष्टी करू शकतो. तर खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. तर आपण नक्कीच परत भेटू. धन्यवाद.
मलाही खूप छान वाटलं बोलून. नक्कीच भेटूयात. धन्यवाद.